बऱ्याच वेळेला असं होतं, अ, की नोकरीमध्ये आपल्याला असं वाटत असतं, की अ, एखाद्या परफॉर्मन्सवर किंवा काही प्रोजेक्ट यशस्वी झालं, की आपली नोकरीत वाढ व्हायला हवी. तर ते अ, मागण्यासाठी तुम्ही कधी आणि कसं बोलता?
हं. हो, हो अगदी. असं असं ना, बऱ्याच वेळा होतं, की तुम्हाला असं जाणवतं, की तुम्ही जिथे काम करताय. मग ती टीम असू दे किंवा म्हणतात ना, बरेच आता जसं मी यूएस प्रोजेक्टमध्ये काम करायचे.
हां, हां.
तेव्हा मला कळायचं, की बरेचसे लोकं माझ्याकडे येतायत विचारायला, की इथे आम्ही अडकलोय. तू जरा मदत करशील का?
हां, हां.
एका कॉलवर येशील का? तर लोकं माझ्याकडे मदत मागायला यायचे आणि मला कळलं, की बऱ्याच वेळेला मी ट्रेनिंग घेते आहे, नवीन-नवीन म्हणतात ना, की अडचणी आहेत लोकांच्या त्या सोडवते आहे आणि मॅनेजर सुद्धा माझ्यावर विश्वास टाकत आहेत. क्लायंट कॉल अटेंड करत आहे. म्हणजे म्हणतात ना, की आपल्याला स्वतःला कळायला लागतं की हां, आपण चांगलं काम करतोय.
हो, हो. बरोबर.
आणि आपलं म्हणतात ना, क्लायंटचा फीडबॅक चांगला येतोय. आपल्याला, अ, प्रशंसेचे बरेचसे ईमेल येतायत. मला वाटतं ना, अशी जी वेळ आहे ना, ती तुम्ही नक्कीच गमावली नाही पाहिजे आणि म्हणतात ना की <chuckles> मौके पे चौका.
<chuckles> बरोबर. <chuckles>
<chuckles> तर अशी वेळ
तो कळलाही पाहिजे आणि म आणि जमलंही पाहिजे अगदी. <chuckles>
हो, हो, हो. म्हणजे म्हणतात ना, त्या गोष्टी जुळून आल्या पाहिजेत हो. असं नक्की झालं म्हणजे तुमचं नशीब असेल ना, चांगलं आणि इतर काही गोष्टींचे जर अ, पडसाद नसतील, तसं कोविडमध्ये बघा, मला असं वाटत होतं की मी खूप चांगलं काम करते आहे. पण एकंदरीतच इंडस्ट्रीची म्हणतात ना, की इतकी म्हणजे पडझड झाली होती. लोकांकडे काम नव्हतं. कंपनीमध्ये
बरोबर. हां, हां. वाईट परिस्थिती होती.
हं, कंपनीचं बजेट कमी होतं. तर, अशामुळे मग तेव्हा वाढ मागायला तुम्ही कचरता, नाही का?
हो, हो. नक्कीच, अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं कारण अ, परिस्थिती पण महत्त्वाची असते आणि आपल्यालाही असं कळलं पाहिजे, की कधी अ, आपण बोललं पाहिजे किंवा नाही. मग अ, तुम्हाला जेव्हा असं सगळं तुम्ही सांगतायत की अशी जाणीव झाली. मग तुम्ही ती गोष्ट कशा प्रकारे मांडली?
हं. आता बघा, आमच्याकडे ना असं ठराविक टाईम असायचा. की असं नाही आहे, की तुम्हाला आता वाटतंय म्हणजे तुम्ही जाऊन प्रमोशन मागितलं आणि ते मिळालं. असं ते सायकल असायची, की जर मी जुलै महिन्यात जॉइन केलंय, तर ऑगस्टमध्ये किंवा डिसेंबरमध्ये माझं प्रमोशनची सायकल यायची.
हां, हां. अच्छा. बरं.
मग तो तो तुम्ही ना म्हणतात ना, तो जो पिरियड आहे, गोल्डन पिरियड. तेव्हा इतकं म्हणजे मनापासून जीव ओतून काम करायचं, की एकही तुमची चूक किंवा म्हणतात ना एस्केलेशन आलं नाही पाहिजे.
<chuckles>
म्हणजे म्हणतात ना मॅनेजरच्या हातात असं उगीच कोलीत नाही मिळालं पाहिजे, की नाही नाही चूक झाली हां तुझ्याकडून.
<chuckles> बरोबर. हो, हो.
त्यामुळे ह्या गोष्टींचं जरा भान ठेवायचं की अरे, आपल्याला आणि मग बाकी मार्केट रिसर्च करायची जरा, की मित्रमैत्रिणींना विचारायचं, "अरे एवढा पे स्केल असतो का?" म्हणजे तुम्हाला ही सुद्धा जाणीव झाली पाहिजे, की तुम्ही किती मा वाढ मागताय आणि ती रास्त आहे का?
हां, हां. बरोबर.
आपली जी अपेक्षा असते ना, त्याची तुम्ही रेंज ठरवून बघायची. म्हणजे तुम्ही म्हणाल, की नाही मी खूप काम केलंय मला 30% वाढावी. तर ते शक्य नाही आहे. तुम्ही इंटरनल म्हणतात ना, की वाढ मागत आहे, मॅनेजरकडे. फार-फार तर 15 ते 20% तुम्हाला मिळू शकते.
हां, हां. बरं.
तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नेटाने लक्षात ठेवायला हव्यात. की आपण कोणाशी बोलतोय, आपलं कसं काम आहे आणि आता आपल्या या सायकल प्रमाणे आपल्याला अशा, अशा प्रकारे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, एक फॉर्म असतो बघा अप्रेजल फॉर्म वगैरे.
हो, हो. बरोबर.
मग मग तुम्ही ते ए एचआरला वगैरे जाऊन विचारायचं, की हा म्हणजे बऱ्यापैकी कसा भरायचा. जर ज्यांना किंवा मित्र-मैत्रीण पण तुमची असतात की ज्यांचं प्रमोशन झालेलं आहे.
हं, हं.
कारण मग महत्वाच्या कोणत्या कोणत्या गोष्टी लिहायच्या. त्याच्यामध्ये बरेच असे, म्हणजे म्हणतात ना, पॉइंट्स असतात जे आपल्याला कळत नाही. की तुम्ही तुमचे म्हणतात ना की चांगले गुण तुमचे स्ट्रेंग्थ किंवा तुमचे वीकनेस वगैरे सांगा आणि कधी-कधी काय होतं ना चुकून एखादा पॉइंट विसरून जाता तुम्ही. तर ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही नियोजन केलं पाहिजे आणि म्हणतात ना, की लक्ष देऊन या सगळ्या गोष्टी बोलल्या पाहिजेत आणि ज्यावेळी तुमचा बॉस तुम्हाला कॉन्फरन्स रूम मध्ये घेऊन जातो, तेव्हा म्हणतात ना, की असंही बऱ्याच वेळा होतं की ते संभाषण थोडं म्हणतात ना, की हमरी-तुमरीचं किंवा थोडं असं म्हणतात ना, अ, वरच्या टोनला जातं की नाही, नाही असं कसं मी इतकं काम केलं आहे आणि असं कसं तुम्ही मला देत नाही आहात. तर ते तुम्ही टाळलं पाहिजे.
बरं. हं. बरोबर आहे. हो, हो.
असं माझं म्हणजे प्रकर्षाचं मत आहे की अशा वेळेला ना, कारण शेवटी येऊन जाऊन तोच तुमचा बॉस असणार आहे नाही का?
पण हं, हं. हो, हो. ते तर आहे. <shushes>
आणि तुम्ही जर तुमचा आवाज चढवला तर ते हेही बघतात की तुमच्यामध्ये किती म्हणतात ना पेशन्स आहेत? आणि अशा अडचणीच्या वेळेला किंवा म्हणतात ना, की तुम्ही काम तर केल आहे आणि तुम्हाला प्रमोशन लगेच देता येणार नाही त्याची बरीचशी कार कारणं असू शकतात. पण जर तुम्ही तेवढं म्हणतात ना, एक डोक्याला थोडं शांत केलं आणि फक्त प्रमोशनच नाही, मला वाटतं तुम्ही कुठच्याही संभाषणाच्या वेळी असं लक्षात ठेवायचं, की आपण एका प्रोफेशनल ठिकाणी आहोत आणि आपण आपल्या तोंडावरचा ताबा गेला नाही पाहिजे.
हं, हं. हो, हो. बरोबर.
आणि
पण मग आता जेव्हा हो.
हं, विचारा ना.
अ, म्हणजे तुम्ही जसं म्हटलात, की काही कारणास्तव असा नकार येतो. मग अ, तुम्ही काय सांगाल की ज्यावेळेस असं आपण एवढं काम केलेलं असतं किंवा आपल्याला वाटतं, की आपल्याला मिळायला हवं पण मग जेव्हा असा नकार येतो मन मग नक्की कसं त्याला हँडल करायचं त्या परिस्थितीला?
हं. बरोबर. बा मला वाटतं ना, की नकार पचवणं तेही अतिशय खूप मोठी जमेची बाजू आहे तुमच्या पूर्ण करियरमध्ये किंवा कदाचित आयुष्यात. कारण बघा ना, आता तुम्ही बरंच काम केलंय, पण जेव्हा आपण नवीन असतो आणि अनुभव नसतो तेव्हा आपल्याला वाटतं, की अरे आपल्या सारखं काम कोणीच करत नाही. पण 2-3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. तुम्ही जे काम केलंय, ते दुसऱ्यांपेक्षा कसं वेगळं आहे?
बरं, हां. बरोबर.
तुम्ही जर हे काम केलं नसतं. तर तुमच्या प्रोजेक्टवर काही परिणाम झाला असता का? आणि 3री गोष्ट म्हणजे तुम्ही जे काम चांगलं केलंत. त्याचा तुमच्या प्रोजेक्टवर किती फायदा झाला?
हां.
हे कधी-कधी ना तुम्ही बऱ्याचशा तुमचे जे ईमेल असतात, जे म्हणतात ना, की तुमचा चांगला फीडबॅक असतो किंवा तुम्ही
हो, हो.
कधी-कधी असं म्हणतात ना, की तुम्ही सगळ्यांपेक्षा जास्त काम केलं आणि असे बरेचसे प्लॅटफॉर्म्स असतात. अज "एजिलिटी" वगैरे. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं, की मी इतके तास काम केलं. तुमच्याकडे 5 असाइनमेंट्स असतील ज्या तुम्ही कंप्लीट केल्याय आणि इतरांनी 3 किंवा 2 केल्यात.
हां. हो.
तर अशी ही तफावत तुम्ही सांगू शकता.
बरं.
तर जसं तुम्ही म्हणालात ना, की नका नकाराची तयारी अशासाठी ठेवायची, की जर तुम्ही स्वतःला आधी म्हणतात ना, हे सगळे निकष बघायचे आणि जर तुम्हाला कळलं, की "अरे ह्याच्यातलं तर मी काहीच नाही केलंय." मग मॅनेजर नकार देणारच. नाही का? आणि कधी कधी तुम्ही खरंच खूप काम करता. पण जसं मी म्हणाले कोविडमध्ये
हां. बरोबर. हं, हं. अ, हो, हो. हां.
की कंपनीकडे बजेटचं नाही आहे. आणि ज्यावेळी तुम्हाला असं लक्षात येईल, की असे बरेचसे ईमेल येतात किंवा कंपनीची ॲन्युअल मीटिंग वगैरे असते आणि ते म्हणतात, की "हां, आता नवीन काम आलंय, आपल्याकडे बजेट आहे." मग तुम्ही तुमचे बोनस किंवा इन्सेंटिव्ह वगैरे मागू शकता. की आता प्रमोशन तर तुम्हाला नाही मिळणार. पण कदाचित बोनस वगैरे तुम्ही नक्कीच जाऊन मागू शकता, की हां ठीक आहे. मी या कंपनीसाठी अ, माझ्या मनात चांगली इच्छा आहे. मी थांबून कामही करेल. पण त्याचा मला मोबदला हवा, नाही का.
बरोबर. बरोबर. हां. हो ना. बरोबर आहे. मग अ, म्हणजे नक्कीच बरोबर आहे तुमचं. आपण ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच पाहिजे. कारण अ, बोललंही नाही, सांगितलं ही नाही. तरीसुद्धा म्हणजे अ, त्या गोष्टीला प्रॉब्लेम येऊ शकतात. मग अ, तुमच्या म्हणजे अ, कधी आयुष्यामध्ये असं काही घटना घडलेली आहे का? की तुम्हाला अशा कुठल्या गोष्टींना तोंड दिलं? त्याच्यावर तुम्ही असे काही उपाय केलेले आहेत का? जे तुम्हाला तसं सांगायचे अ, तुम्ही शेअर करणार का?
हं, हं, अगदी. हो, हो. उपाय म्हणजे बघा, सर्वात पहिलं तुम्ही स्वतःला अ, हे म्हणतात ना, की काम शिका, पहिली गोष्ट म्हणजे. कारण लोकं काय करतात, की त्यांना असं वाटतं की आपण तासनतास बसून राहिलो.
हं.
जे म्हणतात ना, काही लोकं अ, अ, 8 तासाचा जॉब आहे तर ते 10 तास बसतात. सगळीकडे जाऊन गप्पा मारतात. म्हणजे कदाचित म्हणतात ना, मॅनेजर्सचे फेव्हरेट होतात.
हो, हो. हो. <chuckles> हो, बरोबर आहे.
पण पण त्यांना रेटिंग चांगलं मिळत नाही. कारण ओव्हरऑल त्यांचा जो परफॉर्मन्स असतो त्याच्यामध्ये जास्त काही फरक नाही पडत. तर मला असं वाटत ना, तुम्ही तुमच्या कॅरियर च्या सुरुवातीला नेटाने काम शिका. आणि ते नेटाने करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संवाद साधायचा कसा? हे तुम्हाला कळलं पाहिजे, की तुम्ही म्हणतात ना, तुमच्या मनावरचा ताबा जाऊ नाही द्यायचा. कारण तुम्ही कधी-कधी काम खूप चांगलं करता.
नक्कीच. हं, हं.
पण मग म्हणतात ना, की तुमची चिड-चिड होते आणि तुमच्या मनावरचा तोल जातो आणि तुम्ही कोणाला काहीतरी बोलून जाता आणि काही-काही लोकं ना मुद्दामून तुम्हाला उकसवतात बघा.
ते कसं काय म्हणजे?
त्यांची हां. म्हणजे त्यांची ही पद्धत असते की हां, या माणसाला राग येतो ना मग त्याचा हा वीकनेस आहे.
हां, हां.
मग त्याच्यावर सतत म्हणतात ना, की असा अ, अशा सिच्युएशन्स क्रिएट करायचा की त्याच्या अजून त्याचा राग वाढेल.
बरोबर. हं, हं.
मग अशावेळी तुम्ही लक्षात घ्यायचं, की बाबा माझ्या काय चांगल्या जमेच्या बाजू आहेत, माझा काय वीकनेस आहे? आणि त्याच्यावर मी काम कसं केलं पाहिजे? या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही एखाद्या क्लायंटसाठी काम करत आहात तर तिथून तुम्हाला कसा चांगला फीडबॅक मिळेल जास्तीत जास्त तुम्ही कसं म्हणतात ना, की चांगलं काम कराल ह्याच्यावर तुम्ही भर टाका. आणि मग
बरोबर. हां, हां. बरोबर.
मग ते ओघाने आलंच, की तुम्हाला नक्कीच नोकरीत वाढ मिळेल. कारण तुम्ही एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या जर झेलताय आणि पेलताय तर मग ओघाने मॅनेजमेंट किंवा तुमचे जे सीनियर्स आहेत त्यांना हे जाणवायला लागतं, की अरे ह्याच्याशिवाय किंवा हिच्याशिवाय पानच हलणार नाही. तुम्ही म्हणतात ना, स्वतःची एक युनिक क्वालिटी किंवा स्वतःच अशी जागा तयार करा, की तुम्हाला कुणीच रिप्लेस नाही करू शकत.
हं, हं. हां, हां. अरे वाह! छानच. अगदी तुम्ही असं अ, बरोबर बोललात. अ, जेवढं पण तुम्ही असं अ, सांगितलं, कारण की अ, ह्या गोष्टी ऑफिसमध्ये खूप होत असतात. म्हणजे आपल्याला कोणी काही सांगतं किंवा अ, त्यावरून आपल्याला कोणी, आपण म्हणतो ना, आपल्या चांगल्याचा वापरही करून घेतं. असं म्हणजे ह्या गोष्टी घडत असतात. तर तुम्हाला काय वाटतं की यावर असं काय केलं पाहिजे? जर आपली आयडिया जर कोणी युज केली किंवा काय केलं?
हं, हं. ओ, हो, हो. असं बऱ्याच वेळा होतं बरं का. लोकं मदत मागायला येतात आणि तुम्ही त्यांना एखादी छान आयडिया देता आणि ते तुमच्या ती ती ती आयडिया, ते स्वतःच्या नावावर खपवतात. नाही का?
<chuckles> हं, हं. हो.
असंही बऱ्याच वेळा होतं. म्हणून ना मदत करताना सुद्धा ना, तुम्ही तुमची मर्यादा ठेवा.
बरोबर. नक्कीच, कारण अ, हे होतं. कारण आपलं जेव्हा जातं, मग कसं आहे, आपण आपलं काम कसं दाखवायचं ना, नोकरीमध्ये वाढ मागवायला. ह्या गोष्टी म्हणजे सतत घडत असतात. नक्कीच, तुम्ही खरंच खूप छान सांगितलं. अगदी अ, म्हणजे त्यावर कसं करायचं पण आणि लोकांनी कसं वागलं पाहिजे? म्हणजे ऑफिसच्या ठिकाणी. नक्कीच, तुमच्याशी अ, संवाद करून तुमच्याकडनं हे सगळं ऐकून, खरंच खूप छान वाटलं. आपण पुन्हा नक्की बोलूया. धन्यवाद.
हं, हं. धन्यवाद.